हो. नक्कीच. अ, तर आपल्या इथे 3 ऋतू असतात साधारण हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. तर अ, मला सगळ्यात जास्त आवडतो म्हणजे हिवाळा.
हं. हं.
तर खूप अशी छान असती थंडी असते गुलाबी, गुलाबी थंडी आणि थंड वार असतं आणि असं-कसं च असं खूप छान ताजं-तवानं वाटतं. गुलाबी थंडी आणि सूर्यकिरणं वगैरे पडलेली असतात धुकं वगैरे असतं. तर त्या धुक्यांची चादर बघून असं कुठेतरी असं जावं वाटतं स्वेटर घालून मस्त-मस्त असं फिरावं किंवा त्या थंडीचा आस्वाद घ्यावा किंवा सूर्योदय जो असतो अ, सूर्योदय असं बघायला वगैरे छान वाटतं आणि छानशी अशी शेकोटी पेटवून मस्त-मस्त त्याचं म्हणजे गरम असं शेकावं असं उबदार थोडं छान वाटतं आणि पुन्हा कसा सीझन पण छान असतो आणि अ, पचनशक्ती वगैरे आपली बरी असते आणि भूक पण खूप लागते ना, त्या ऋतूमध्ये हां. आणि त
बरोबर. हं. हो. <chuckles> बरोबर. अरे वाह! हं. हं. हं. अरे वाह! हं. हं. बरोबर. हो, हो. आणि असं काहीतरी गरम असं गरमा-गरम खावसं वाटतं आपल्याला थंडीमध्ये. बरोबर.
खावसं वाटतं. हां. आणि कसं अ, म्हणजे असं अगदी ड्राय वेदर नसतं किंवा पावसाळी किचकिच म्हणा किंवा चिखल वगैरे असं नसतं. आणि कुंद हवामान नसतं बेसिकली असं छान असंत हवामान आणि ते कुंद असलं, की मग असं बोर वाटतं ना असं झोप झोप येते. तसं वाटत नाही उत्साही वाटतं आणि व्यायाम वगैरे केला, तर अजून तुम्हाला छान फ्रेश होतं आणि भूक लागते म्हणा किंवा छान-छान असे गरम, गरम पदार्थ खायला वगैरे छान वाटतं. आणि स्पेशली उष्ण पदार्थ तुम्ही खाऊ शकता म्हणजे नॉन-व्हेजमध्ये काही अ, व्हरायटी असते किंवा फळांचा आणि पालेभाज्यांचा पण सीझन आपण म्हणू शकतो म्हणजे आवाक भरपूर असते बघा या सीझनमध्ये. आणि त्यामुळे असं मस्त-मस्त सगळे सलाड म्हणा किंवा सूप वगैरे तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आणि वेगवेगळे फ्रुट्ससुद्धा टेस्ट करू शकता. म्हणजे एकूणच ओव्हरऑल तुमची अशी प म्हणजे बॉडी चांगली फिट राहते आणि अ, जोर येतो तुम्हाला, कामात उत्साह वाटतो आणि कसं पोषण होतं म्हणजे त्यावेळी आपण वेगवेगळे पदार्थ आवाक असते खाऊ शकतो. तर ओव्हरऑल मला असा चांगला वाटतो ऋतू म्हणजे इतर ऋतूपेक्षा म्हणजे प्रत्येक ऋतूत किती ड्रॉबॅक असतात ना तसं त्याच्यात एवढे नसतात. म्हणजे एकंदरीत रुटीन छान वाटतं त्यात मला.
न हां. तसं पण नसतं. अरे वाह! हो, हो. बरोबर. हं, हं. हो, हो. बरोबर. हं. हो. बरोबर. हं. अरे वाह! हं. हं. हो. बरोबर. हं. 2 पेक्षा बरोबर. हो. फक्त शरीराला म्हणजे ओठ फाटतात आपले आणि थोडंसं अज शरीर म्हणजे फुटत असतं आपलं कोरडी त्वचा पडते, पण त्याच्यासाठी नवीन म्हणजे मॉइश्चरायझेशन नीट केलं, तर हां. तर आपण सगळं नीट होतं आणि छान वाटतं बघा ना आपण शाळेत पण थंडीमध्ये असू किती मजा यायची स्वेटर म्हणजे थंडी सगळ्यांनाच आवडते. आणि ते ग्राउंडवर सकाळी-सकाळी खेळायला असं काही तुमचं झालेलं आहे? हो, हो, हो. तर त्याबद्दल काय सांगाल?
हां, हां. हो ना. हो, हो. काळजी घेऊ शकतो आपण हो ना. हां. हो. घालून. परेड. हो, हो. <chuckles> तर आणि मग अ, फक्त कसं थोडंसं ऑइलिंग, मसाज वगैरे करायला लागतं. अ, हेअरला म्हणा, स्किनला ती केअर घेतली ना, तर मग काही यार ऋतूत असं म्हणजे अ, हे करण्यासारखं काही नसतं म्हणजे आजारी पण नसतात तब्येत एकंदरच छान राहते. वजन व्यवस्थित राहतं आणि असं म्हणजे अ, इश्यू काही नसतो. असं. हां.
हं. हं. हो, हो. बरोबर. बरोब हं. नक्क